काय असतं ना, की आजच्या या धावपळीच्या जगामध्ये आणि आपल्या या जबाबदारीच्या ओझ्यामध्ये ना, आपली ही एक एनर्जीच अ, आपल्याकडून कमी होत चालली आहे. म्हणजे बघा ना, सकाळी उठल्यानंतर पण असं वाटत नाही, की आपण फ्रेश झालो आहे. असं काहीतरी एनर्जेटिक वाटत नाही, मोटिवेट वाटत नाही आहे. पण अशी ऊर्जा जर आपल्याला वाढवायची असेल तर आपली दिनचर्या काय असावी?
हं. हं. बघा ना, की आजची ही जी आपली जीवनशैली बनलेली आहे प्रत्येक व्यक्तीची. ही खूप तणाव तणावजन्य आहे. प्रत्येक व्यक्ती तणावात असतो आणि त्याचं वेगवेगळं काही कारण असेल. त्याचं काम असेल किंवा त्याचं काही व्यवसाय असेल. तर त्यामुळे तो तणावात असतो. त्याचं नातं असेल. ह्या प्रत्येक विविध घटकांमुळे व्यक्ती तणावात असतो आणि त्यामुळे काय होतं, त्याची मानसिक स्थिती चांगली राहत नाही. तो वारंवार अ, टेन्शन घेत असतो आणि त्यामुळे त्याच्या पूर्ण म्हणजे दिनचर्याच अ, खराब झालेली असते. त्याच्यामध्ये ऊर्जेची कमी आपल्याला जाणवून येते आणि सोशल मीडियाचा अतिरिक्त वापर हा ही सर्वात मोठा कारण आहे, की आपली ऊर्जा कमी होण्यासाठी. तर हं, आपण ह्या पद्ध हं,
हो. नक्कीच. नक्कीच. मग आपण ही सगळी कारणं बघितलीत, की आपली ऊर्जा कमी होत आहे, पण आपल्याला आता ही पुरवत आणायची आहे. तर आपली सकाळ कशी असावी? अ, तुम्ही काय करता ही सगळी ऊर्जा वाढवण्यासाठी सकाळपासून तर दिवसभर आपली रुटीन असतं. तर तुमचं सकाळचं काय दिनचर्या असते?
हं. हं. अ, बघा, अ, की माझी ना, पहिले कशी सकाळ पहिले आणि नंतर या दोघींमध्ये मी तुम्हाला विभाजित करून सांगतो, की सगळ्यात पहिले काय होतं, की मी जेव्हा असंच सोशल मीडियाचे अतिरिक्त वापर करायचो. त्यानंतर मी कामावरती असायचो, तर मला तिथं प्रोडक्टिव्हिटी भेटत नव्हती. तर त्याचं कारण हे होतं, की कमी झोप. त्यानंतर तो अ, जो सोशल मीडियाचा आपण अतिरिक्त उशिरा रात्रीपर्यंत वापर करतो आहे ते, त्याच्यानंतर कामाचा तणाव, ह्या सगळ्या गोष्टींचं एक संमिश्रण होऊन आहे ना, काय झालं होतं, जीवन हे अनस्टेबल झालेलं होतं माझं. की काय करायचं, काय नाही करायचं, याच्यात तणावाखाली मी अ, दा दाबला जात होतो. पण मग एके दिवशी मला असं म्हणजे एक मित्र बोलला, की "तू असं काय करतो आहे? तुला काय होत आहे?" त्याला कारण, की मित्राला जाणवतं ना, की एखादा आपला जर मित्र असेल, हा जर काही तणावात असेल, काहीतरी त्याला होत असेल, तर मग तो लगेच जाणवतो, अरे, तुला काय आज झालं आहे का? असं तसं तो बोलला मला. मग मी त्याला सांगितलं, की माझ्यासोबत काय गोष्टी घडत आहेत. मग त्यानी मला सांगितलं, की तुझं तू स्वतःला त्या गोष्टींमध्ये अडकवून बसलेला आहे. तू पहिले त्या गोष्टींपासनं बाहेर निघ.
ओके. अच्छा. अरे बाप रे! हं. हो. अच्छा!
मग मला तेव्हा माझे डोळे खडकन उघडले. "अरे हां!" म्हटलं, "मला कोणी फोर्स थोडी ना करतय एवढा मोबाईल बघण्यासाठी." किंवा "त्या गोष्टीबद्दल जास्तच विचार करण्यासाठी." आणि मी कामाची जी प्रोडक्टिव्हिटीवरती टेन्शन घेत होतो, पण ती प्रोडक्टिव्हिटी कशामुळे कमी होतीय? कारण की मी कामाच्या टायमाला मोबाईल बघत होतो. सोशल मीडियाचा वापर करत होतो. तर म्हटलं आपण या सगळ्या गोष्टी बदलल्या पाहिजे.
नक्कीच. मग?
मग त्यानंतर मी जो निर्णय घेतला की मी म्हटलं अ, आता र उशिरा रात्रीपर्यंत मोबाईल बघायचा नाही. झोपेच्या 1 तास अगोदर मोबाईलला बाजूला ठेवायचं आणि मग झोपेला जायचं. पण हे सगळ्या गोष्टी करणं कसं होतं, ही आपल्यासाठी नवीन-नवीन असल्यामुळे ना मग आपल्याला कसं होतं, आपल्या म अंतर्मनातनं कशी आवाज येते? "अरे काय होतं थोड्याशा वेळेस थोडासा टाईम बघीत बघणार आपण, तर काय होऊन जाणार?" पण तो जो निर्णय मी घेतलेला होता, ह्याच्यासाठी ही गोष्ट बरोबर नव्हती. की आता आपल्याला स्वतःला बदलायचं असेल, तर मग आपल्याला आपलं मन हे जे सांगतंय ते ऐकणं ऐकायचं नाहीये. मग मी अशा पद्धतीने छोट्या-छोट्या हॅबिट्स स्वतःला लावून घेतल्या की फोन बघायचा नाही मग मी फोन बघणं सोडलं आणि त्यानंतर मी अ, मग त्यानंतर कसं झा व्हायला लागलं की फोन बघणं सोडलय, तर मग झोप ही अगदी अ, कॉटवरती आपण झोपायला गेलो, तर अगदी अर्ध्या ते 1 तासात झोप लागून जायची. त्यानंतर मी जेव्हा सकाळी उठायचो, तेव्हा अगदी फ्रेश असायचो. कारण की माणसाला 8 तासाची झोप गरजेची असते आणि जर ती व्या त्याला भेटली नाही, तर त्याच्यामध्ये पुरेशी ऊर्जा नसते. ऊर्जेची कमी त्याच्यामध्ये दिसायला सुरुवात होऊन जाते आणि त्याचा पूर्ण दिवस अ, म्हणजे कमी ऊर्जेत जातो. ते प्रोडक्टिव्ह नसतो आणि मग ज्या दिवशी मी असं म्हणजे उठलो ना, तर त्या दिवशी मला पुरेशी ऊर्जा जाणवत होती माझ्या शरीरामध्ये. मी फ्रेश महसूस करत होतो आणि उठल्यावरती मलाच ...पॉझिटिव्ह विचार यायला लागले होते की मी स्वतःबद्दल पॉझिटिव्ह थिंकिंग करत होतो आणि या माध्यमातनं मग मला जाणवायला लागलं की म्हटलं खरंच आपण झोप किती गरजेची आहे. हे याच्यापासनं समजलं मला आणि मग त्या दिवसानंतर तो जो दिवस होता माझा तो पहिला दिवस झोप पूर्ण झोप करून मी ऑफिसला गेलो तर त्या दिवशी कामं एवढे जोरात झाले, की म्हणजे आपण ते म्हणतो ना की तास अ, म "घंटो का काम मिनटों में" त्याच पद्धतीने कामं व्हायला लागले होते.
अरे वाह! हं, हं. अरे वाह! हो ना. अरे वाह! हम्म. अरे वाह! <chuckles> खूपच छान!
हो. तर अ, जिम
म्हणजे, फक्त एका झोपेने तुमचं घंटों का काम मिनटों में कर दिया. पण अ, बघा मग तुम्ही याच्यासोबत असं जिम किंवा वॉक वगैरे असं पण काही अंमलात आणलं का? का जेणेकरून ते मिटों का काम सेकंडों में आ गया?
हं. <chuckles> अ, तर त्यानंतर काय झालं ना, मोबाईलची सवय निघाली. कारण की मोबाईलचा जो टाईम होता माझा स्क्रीन टाईम होता, तो 8 ते 9 तास झालेला होता दिवसाचा. आणि तो जो तेवढा 8 ते 9 तासाचा टाईम आहे जर मी दुसऱ्या कुठल्या चांगल्या गोष्टीमध्ये लावले लावेल, तर निश्चित माझ्या जीवनामध्ये काही ना काही सकारात्मक बदल तर घडणार आहे. असं मला वाटायला सुरुवात झाली. मग मी असं करून हे ना, की मी मोबाईलचा टाईम कमी केला. मग मी जिम जॉइन केली. मग जिममध्ये मी रोजचा 1 तास द्यायचो. सकाळी उठल्यानंतर जिमला जायचो मी. आणि त्याच्यामुळे काय व्हायचं की जिम केली, तर अजून आपल्याला ऊर्जा भेटते.
हं. बापरे! नक्कीच. हो.
आणि आपलं शरीर, आपली कदकाठीही चांगली असते, मजबूत असते. आणि मा आपल्या शरीरामध्ये फॅटची कमी हो अ, म्हणजे फॅट कमी होऊन जातं. आपण अजून एनर्जेटिक होऊन जातो. आपलं अ, अ, जे स्टॅमिना आहे तो वाढून जातो आणि तो आपल्याला पुरेसं मदत करतो. आपलं पूर्ण दि दिवसाला प्रोडक्टिव्ह बनवण्यासाठी. तर मग मी अशी चांगली सवय लावून घेतली आणि रात्री झोपण्याआधी मी पुस्तक वाचायला सुरुवात केली, जेणेकरून मोबाईलच्या ऐवजी आपण पुस्तक धरायचं. काही ना काही चांगल्या गोष्टी आपल्याला आत्मसात तर होतील. आपल्यामध्ये ज्ञानची भर पडेल ना.
नक्कीच. अरे वाह! हो.
तर मग अशा गोष्टी मी स्वतःमध्ये अ, म्हणजे स्वतःसोबत करत गेलो. छोट्या-छोट्या हॅबिट्स बदलत गेलो आणि अगदी असे बेबी स्टेप्स मी घेत होतो. की अगदी एकद ए म्हणजे निर्णय घेतला आणि पूर्ण बदलायचा असं नाही. आपण स्वतःला म्हणजे हळूहळू मी त्या सवयी लावत होतो. पहिले 5 पानं पहिल्या दिवशी ते एकच पान वाचलं. त्यानंतर 2 त्यानंतर 5, 10 असं मी वाढवत गेलो पानांची लिमिट. जेणेकरून मला त्याबद्दल आवडही निर्माण होत गेली. आणि जी सवय असते ना, कुठलीही सवय माणसाला लावायची असेल. तर निदान 21 दिवस सातत्याने ती गोष्ट आपण पाळायला हवी. कारण की 21 दिवस जर आपण ती गोष्ट पाळली, तर त्या गोष्टीची आपल्याला सवय होते आणि 22व्या दिवशी आपण स्वतःहून ती गोष्ट करतो.
हो. नक्कीच. नक्कीच. मग बघा अ, तुम्ही जिम करता, तुम्ही म पुस्तक वाचता जेणेकरून तुमची झोप प्रॉपर होते आणि तुमचा स्टॅमिनाही वाढला अ, कामाची प्रोडक्टिव्हिटी पण वाढली. मग असंच तुम्ही काही व्यायाम किंवा मग काही थोडा वेळ सूर्यप्रकाश वगैरे असं काही दुसरं काही केलंय का?
हं.
की जेणेकरून आणखीचं प्रोडक्टिव्हिटी वाढेल?
हो, अ बघा ना, मी याला आहे ना अ, जिमला जात असतानाच जोडून घेतलं, की सूर्यप्रकाश जर घ्यायचा असेल सकाळी तर मग आपण पायी-पायी जिमला जायचं. म्हणजे सूर्याचा जो अ, म्हणजे अगदी सूर्याचा पहिला प्रकाश असतो ना ते कोवळ ऊन आपण म्हणतो त्याला. त्याचा त्याच्याने आपल्या शरीरामध्ये व्हिटॅमिन डीची निर्मी अ, निर्माण होतं. तर ते असं घरापासून अगदी वॉकिंग डिस्टन्सवरती जिम होती. तर त्यामुळे मला 10 मिनिटं लागायची आणि 10 मिनिट जरी आपल्याला ते अ, सूर्याचे म्हणजे ते सूर्याचा प्रकाश भेटला
अच्छा. हो.
तरी आपल्या बॉडीमध्ये सकारात्मक बदल व्हायला सुरुवात होऊन जाते. तर मग मी, त्या ह्या गोष्टींना आहे ना असं कलेक्टिव्हली करायला सुरुवात केली.
नक्कीच. खूपच छान! आणि मग आपला नाश्ता पण खूप महत्वाचा आहेत आणि जेवण पण खूप महत्वाचं आहेत. आपण हे सगळं करतोय. पण आपला पौष्टिक आहार पण तेवढाच गरजेचा आहे. मग तुमचा आहार कसा बनतो? किंवा नाश्ता कसा बनतो?
हो. बघा, अ, जेवणाबद्दल मला तेव्हा जास्त समजायला लागलं, जेव्हा मी जिम जॉइन्ड केली आणि तिथं ते जे माझ्या अवती-भोवती लोकं होते, ते खूप प्रोटीन कॉन्शियस होते. जेवणाबद्दल खूप कॉन्शियस लोकं होते. तर मग त्यांना त्यांनी काय केलं. स्वतःचं जिम करताय, तर मग प्रॉपर न्यूट्रिएंट त्यांना भेटायला पाहिजे, जेणेकरून आपली मसल्स चांगले होतील. रिकव्हरी फास्ट होईल. अं, बॉडी चांगली येईल, लवकर बिल्ड होईल. तर मग मी अशा लोकांमध्ये राहत होतो. तर मलाही ती गोष्ट समजायला लागली. मग मीही त्या गोष्टींना स्वतःच्या जीवनामध्ये अनुसरू लागलो, की आपण कस कुठल्या पद्धतीचे अ, जेवण केलं पाहिजेल. दाळी-साळी खाल्ल्या पाहिजेल, फळं खाल्ले पाहिजेल
हं. हो. अरे वाह!
जेणेकरून आपल्याला प्रोटीनची कमी भासणार नाही. कॅल्शियम आपल्या अंगामध्ये खूप सारं असेल आणि आपल्या बॉडीची रिकव्हरी ही फास्ट होईल. आणि जसं आपण खातो ना, तसंच आपण वागतो हेही असतं.
अरे वाह! हो.
म्हणून आपण जर चांगलं पौष्टिक आहार घेणार तर मग आपली विचारही पौष्टिक असतील. निर्णय चांगले घेता येतील आपल्याला. आपल्यामध्ये जी एनर्जी लेव्हल आहे, ही चांगली राहील.
नक्कीच. पण बघा आता तुम्ही तर एवढं बिझी लाईफ होतं तुमचं, व्यस्त जीवन होतं. तरी पण तुम्ही एवढं सगळं एनर्जीसाठी किंवा आपली तब एकूणच तब्येत चांगली राहावी यासाठी एवढा प्रयत्न केला. तर हे व्यस्त लोकांसाठी आपण तुमचं शेड्यूल नक्कीच परफेक्ट बसू शकतो. पण लहान मुलं पण आपल्यासाठी खूप मोठी संपत्ती आहे नाही का. तर मग या लहान मुलांचं पण व्यवस्थित ते राहिले पाहिजेत. त्यांची बॉडी व्यवस्थित राहिली पाहिजे. ते तंदुरुस्त राहिले पाहिजे. त्यांच्यासाठी तुम्ही काही टिप्स सांगाल का?
हं. हं. बरोबर. हं. बघा लहान मुलांनी अ, जर तंदुरुस्त आपल्याला ठेवायचं तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्या आई-वडिलांनी त्यांना त्या सवयी लावल्या पाहिजे की त्यांच्यासोबत खेळायला त्यांना गार्डनमध्ये घेऊन जायचं. नाही तर आजचे आई-वडील काय करत आहेत? त्यांच्या मुलांना ते मोबाईल पकडून देत आहेत. जेवण करायचं असेल, त्यांना करवायचं असेल तरी ते मोबाईल देत आहेत. म्हणजे जे चुकीचं, म्हणजे चुकीचं आपणच त्या पोरांना शिकवतोय. आपणच त्यांना सवय लावतोय. म्हणून सगळ्यात पहिले पालकांची जबाबदारी आहे, की त्यांनी पोरांना एक्टिव्ह बनवलं पाहिजे. अशा चुकीच्या सवयी लावल्या नाही पाहिजे. त्यांच्यासोबत त्यांना व्यायामाचं महत्त्व कळवून दिलं पाहिजे त्यांच्यासोबत स्पोर्ट्स खेळले पाहिजे. त्यानंतर, चांगल्या गोष्टी त्यांना चांगले न्यूट्रिएंट्स खाऊ घातले पाहिजे जेणेकरून ते अजून चांगल्या म्हणजे ते डेव्हलपमेंट स्टेजमध्ये आहेत अजून. त्यांची बॉडी तयार होत आहे. तर मग त्यांना त्या टाईमाला चांगल्या गोष्टी जर आपण दिल्या तर नस न अ
हं. नक्कीच. हो. हो.
नक्कीच, ते चांगले भविष्यामध्ये त्यांची अ, थिंकिंग राहील, त्यांचा फोकस चांगला राहील, त्यांची स्किन टोन चांगली राहील. तर ह्या सगळ्या गोष्टी चांगल्या राहतील.
अगदी बरोबर बोललात. अ, आणि बघा, काही लोकांचं कसं असतं ना, की ती शिफ्टवरती काम करतात. म्हणजे अ, डे शिफ्ट असेल, नाईट असेल किंवा मग दुपारची शिफ्ट असेल आणि यांचं पण आरोग्य आपल्याला चांगलंच ठेवायचं आहे, नाही का. कारण, अ, ते पण आपले बंधू आहेत किंवा आपण एकूण सगळी संपत्ती आपली भारताची, देशाची आपण म्हणू शकतो. तर त्यांना पण आपल्याला व्यवस्थित ठेवायचं आहे. तर बघा, त्यांची पण एनर्जी आपल्याला वाढवायची तर त्यांच्यासाठी तुम्ही काय टिप्स द्याल?
हं. बरोबर. हं. हं. बघा, प्रत्येक व्यक्ती आहे ना, प्रत्येक व्यक्तीकडे 24 तास असतात, बरोबर. डे शिफ्ट असो, नाईट शिफ्ट असो. तर त्याला काम किती वेळ करायचं आहे, त्याला 8 तास काम करायचं आहे, बरोबर?
हं. हो. नक्कीच.
8 तास त्याला झोपायचं आहे.
अगदी बरोबर.
आणि 8 तास त्याच्याकडे स्वतःसाठी उरलेले असतात, आठच तास म्हणजे खूप मोठा टाईम आहे. 8 तासामध्ये आपण काही नवीन गोष्ट शिकू शकतो, आपण स्वतःसाठी टाईम काढू शकतो, व्यायाम करू शकतो.
हो.
तर त्या 8 तासाचा वापर, आपण किती उपयुक्तपणे करतोय, ते गरजेचं असतं.
अच्छा अच्छा.
म्हणून प्रत्येक व्यक्तीने त्या 8 तासाचा वापर जर चांगल्यारित्या केला, तर निश्चितपणे तो त्याच्या जीवनाला सकारात्मक बनवेल. त्याच्यामधले ते ऊर्जेचे जे लेव्हल आहेत, त्यांना बनवे चांगल्या बनवेल. असं मला वाटतं.
हो, खरंच खूपचं छान. बघा, म्हणजे आपलं एकूणचं जर सकाळ चांगली असेल, तर आपलं पूर्ण दिवस चांगला जातो नाही का? तुम्ही मला अगदी खूप छान पद्धतीने सांगितलं, की जसं की तुम्ही वॉक करता, मोबाईल साईडला ठेवता. अ, जिमला जाता जाता तुम्ही सूर्यप्रकाशदेखील घेता आणि आहारावरती तुमचं स्पेशल लक्ष आहे आणि आपण इतरांना देखील खूप छान पद्धतीने सल्ला दिला. मला तुमच्यासोबत या गोष्टीवरती बोलताना खरंच खूप छान वाटलं. तुमचा हा मोलाचा सल्ला मला नक्कीच आवडला. खूप खूप धन्यवाद तुमचे.
हम्म. हो. हम्म. धन्यवाद.